हो, हो, नक्कीच. तर मला तर असं वाटतं, की खूप वेळा बघा आपण WhatsAppला टेक्स्ट किंवा म्हणजे काही पाठवतो आणि एका अर्थाने आपण बोलतो आणि समोरच्याला अगदी वेगळ्याच अर्थाने तो घेतो ती गोष्ट. आणि एकदा अशीच ती घटना आहे. म्हणजे काय झालेलं, माझ्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये मी फक्त ठीक आहे, करूया, असं लिहिलं होतं. आणि मग सगळ्यांना वाटलं, की मला राग आला आहे का? किंवा कारण मी पूर्ण वाक्य असं लिहिलं नव्हतं, की ठीक आहे, करूया. मग त्यांचं असं ना इमोजी, ना माझे काही भाव व्यक्त ह्याच्यात ना, तर मग असं सगळं वाटलं. आणि मग मला खरंच लक्षात आलं, की त्याच्यामधला टोन आहे तो हरवतो आणि मग त्यामुळे गैरसमज झाले का? आणि मग त्याच्यानंतर मला हे सारखे-सारखे विचारत होते, की अप्रूव्ह आहे का? किंवा काय आहे? अ, तर मग असं सगळं झालं. आणि मग नंतर अ, मग त्या गोष्टी मला समजलं, की अरे ह्यांना कदाचित हे कळत नसेल, की मला असं काय वाटतंय. किंवा मग एकदा असं झालं, की अ, विचारलं, की कोणाला या कोण-कोण येणार आहे? आमची ऑफिसची ट्रिप चाललेली तेव्हा. अ, तर मग मी तिथे फक्त थंब पाठवला. तर मग त्यांना काही स्पष्टताच मिळाली नाही, की मी येतीये नक्की? नाही येतेय? किंवा फक्त "तुम्ही जर जाताय तर जा." असं वाटलं त्यांना. मग मला असं वाटलं, की मला डायरेक्ट कॉल आला. तर मी म्हटलं, "अरे तुम्हाला मी सांगितलं ना, की मी ते थंब पाठवलंय." तर मग ते म्हणाले, "येस ओर नो म्हणजे काय?" तर मग तसं काहीच होतं. कारण आपण कधी-कधी काय होतं, सहजपणाने आपल्याला सवय असते, की थंब पाठवायची. तर ते माझ्याकडनं तर येस आहे, पण ते त्यांना कळायला कुठेतरी प्रॉब्लेम होतोय असं मला वाटलं. आणि मग तेव्हापासून मला जर खरंच म्हणजे मी पूर्ण सांगते त्यांना. आणि म्हणजे म्हणतात ना, एक इमोजी पाठवते, की हो मी येत आहे. <chuckles> म्हणजे कंप्लीट सेंटन्स मी स्टार्ट केलं. हां. बरोबर. हो, हो. नक्कीच अगदी निबंध. हं.
हो. हं. हो. हां. अं, येते आहे का नाही येत? <laughs> हो. पटकन आठवनीने. हं. <laughs> किंवा तर लांब-लांब वाक्य लिहावी लागतात कधी-कधी. पण मग हे अ, निबंध <chuckles> किंवा 1 ओळ तरी पण अ, कधी-कधी ती स्पष्टता येण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात हा गैरसमज झाला. तर तो गैरसमज दूर करणं हे डिजिटलीच करावं लागतं का? तुम्हाला असं वाटतं प्रत्यक्षात जाऊन कधी करावं लागतं?
<chuckles> हो, हो. हं. हां. हं. कधी-कधी मला आता वाटतं, की ते सिच्युएशनवर. आता बघा जसं माझं झालं माझ्या बाबतीत, तर मला त्यांनी मला कॉल केले ना, की क्लिअर करायला, की तू नक्की येतेस की नाही? किंवा मग मेसेज पण करू शकत होते, की हो. मग मी फक्त हो पाठवलं किंवा मग तेव्हा त्यांना असं वाटलं, की जेव्हा अप्रूव्हल हवं होतं, तर करूया तर मी हा पाठवलं. मग त्यांना वाटतं कन्फ्यूज झाले, की नेमकं काय म्हणायचंय. मग तेव्हा ते कॉल केल्यावर त्यांना समजलं, की अरे म्हणजे मी नीट आहे मला काही राग नाही आलाय किंवा म्हणजे ओके आपण करू शकतो. असं मला वाटतं.
हो. हां. मग ती स्पष्टता आली त्यांना. कधी-कधी नुसता ओके जरी वाचला तरी थोडंसं असं वाटतं ना, समोरच्याला राग आलाय की काय? पण तुम्ही इमो
हो. हो, हो, हो. मग ते स्पष्टता हं. तर ती स्पष्ट हां.
इमोजी म्हणालात ना तुम्ही? की अ, इमोजीही पाठवलात तुम्ही किंवा कधी-कधी आपल्या कामाच्या ईमेलवरती किंवा डिजिटल माध्यमांमध्ये आपण इमोजीचा वापर करू शकलो नाही समजा. तर मग त्या केसमध्ये काय करता येत असं तुम्हाला वाटतं?
हां. हं, हां.